आज-काल ना, खुप लोक फिटनेसच सगळ ट्रेंडिंग वीडियोस वैगेरे बघून जिम जॉइन करतात. पण काय आहे ना की सगळ्यांनाच जिम जॉइन करणं असं सहज नसतं आणि काही-काही लोक ना आर्थिक परिस्थितीमुळे जॉइन नाही करत किंवा काही-काही लोकांना वेळच नसतो. तर अशा वेळेस ज्यांना जिम नसेल घराकडे तर त्यांनी घरून कसे काय व्यायाम करावे ह्यावर तुम्ही थोडकं मला सांगाल का?
हं. बरोबर. हं. हं. हो, नक्कीच. म्हणजे ना माझीही सारखीच परिस्थिती होती की माझ्या घरापासनं ना अगदी अ, जवळ एकही जिम नव्हती. ज्याही होत्या त्या 5-6 किलोमीटर लांब होत्या आणि एवढ्या लांब जाणं म्हटलं म्हणजे फार कंटाळाच येतो ना? की एवढ्या लांब कोण जाईल यार जिम करायला? आणि त्यानंतर जिम ही करायला जाईल पण त्यानंतर माणूस थकलेला असतो, तर परतीचा प्रवासही मोठा होईल. म्हणून त्यामुळे मी अव्हॉइड करायचो जिमला जाणं किंवा जिम लावणं. मग मी काय केलं ना पण मला आहे ना बॉडी म्हणजे जिम आणि व्यायाम करण्याचा आहे ना खूप म्हणजे आवड आहे.
हं, हं. अच्छा. अरे बाबा! हो. बरोबर. हं. अरे वाह! खूप छान.
म्हणून मी म्हणजे लहानपणापासून मी सायकलिंग त्यानंतर जिम्नॅस्टिक्स अशा काही गोष्टी करतच होतो. मग अ, आणि अ, स्प्रिंटिंग म्हटलं तर तेही मी करत होतो. चांगल्या पद्धतीने मी करत होतो. मग काय झालं, की आता परत जर असं जिमसारखी ट्रेनिंग करायची असेल. काहीतरी करावं लागेल घरच्या घरी काहीतरी साधन, सामुग्री गोळा करायच्या. असा विचार केला. मग मी काय केलं.माझा भाऊ माझा भाऊ जो आहे ना, तो एक अ, कंपनीमध्ये आहे आणि तिथं त्याला वर्षाला फिटनेससाठी प्रॉडक्टस भेटतात. की तुम्ही फिटनेससाठी काहीतरी पर्चेस करू शकता; स्वतःसाठी.अ, आणि तो काय एवढा अ, म्हणजे व्यायाम त्याला काय एवढा आवडत नाही आणि फिटनेस आणि स्पोर्ट्समध्ये काय तो एवढा अग्रेसर नाही. मग त्याने मला सांगितलं, की तुला काही लागणार असेल तर तू घे. मग आपण म्हटलं, मग मला आहे ना काय कर तू, मला जिमचा सामान घेऊन दे. थोडे डंबेल्स आणि मग ते अ, बार्बेल रॉड ह्या सगळ्या पद्धतीने घे. मग मी असं आहे ना 30 किलोचा पूर्ण सेट आणला. वेगवेगळ्या प्लेट्स आणि त्या सगळ्या. मग मी त्याच्याने घरीच व्यायामाला सुरुवात केली. की वेगवेगळ्या पद्धतीचे व्यायाम. मग अ, मी YouTubeवरणं शिकायचो, की वेगवेगळ्या प पद्धतीचे म्हणजे अ, बायसेप्सला कसं ट्रेन केलं जातं त्याच्यानंतर ट्रायसेप्सला, त्या डंबेलवरून कसं अ, ट्रेन करू आपण. मग आपली अप्पर बॉडी ला कशी ट्रेन करायची आहे. लोअर बॉडीला कशी ट्रेन करायची. मग या सगळ्याचे मी ना YouTubeला ट्यूटोरियल्स बघायचो आणि त्या माध्यमातनं मी माझी व्यायामाची जर्नीला सुरुवात केली. जेही मी घरीच करी घरीच सुरुवात केली आणि जेव्हा मी हे सगळं करत होतो, तेव्हा काय झालं, की आणि अनशा कोरोना आला आणि कोरोनामध्ये सर्व काही बंद झालं.
हं. हो ना. हां. अच्छा! हां. अच्छा! हां. वाह! हं. अच्छा. अच्छा. हं. हं, हं. अच्छा. हं. अच्छा. हो ना.
त्याच्यामुळे जिम ही आणि सगळ्या गोष्टी बंदच होत्या. मग मी अशी स्वतःला सवय लावून घेतलेली होती, की घरीच आपण व्यायाम करायचा आणि त्या टायमाला ज्याची इम्युनिटी चांगली होती, तो व्यक्ती म्हणजे भाग्यशाली म्हटला तरी चालेल कोरोनाच्या टायमाला.
अच्छा. हं, हं. हो खरं. पण अ, मला एक सांगा, की जेव्हा तुमच्याकडे अशे, म्हणजे तुम्ही म्हटला ना, की जिमचं ते डंबेल वगैरे तुम्ही घेतले, पण त्याआधी जेव्हा तुमच्याकडे नव्हतं, तर तेव्हा तुम्ही काय करायचे? म्हणजे तुम्ही अशे घरगुती वस्तू वापरून अ, व्यायाम करायचे का?
अ, म्हटलं मग हं. हं. हो, अ, मी काय करायचो ना? की आपल्या त्या घरात मोजूनच त्या डाळी-साळी आणलेल्या असायच्या बरोबर, आईन त्यांनी. मग ते डाळी आणि त्यांचे डब्बे उचलायचे. त्याच्याने आपले अ म्हणजे बायसेप ट्रेन करायचे. तर असं काही-काही घरामध्ये आणि मग आपली पुस्तकं असायचे. तर त्या पुस्तकांना बॅगेमध्ये भरून, त्यांच्याने डंबेल मारायचे आणि आपल्या घराच्या परदीवरती हँग व्हायचं आणि तिथून पूलअप्स मारायचे. तर अशा गोष्टी मी करायचो मग. जेव्हा माझ्याकडे या सगळं साधन नव्हते.
अच्छा. हां. आणखीन कोणते अशे हां, हे तर छान आहे. पण आणि कोणते असे छोटे-छोटे असे उपाय आहे का, जे सोप्या रीतीने आपण जिमचं सामान नसेल तरी आपण घरातून व्यायाम करू शकेल असं?
हं. हो, अ, तेव्हा आहे ना माझ्याकडे एक मला एक चांगलं ॲप भेटलं होतं जे कार्डिओज रिलेटेड होतं, कार्डिओ करायचा. तर त्याच्यामध्ये असे सोपे विदाऊट इ अ, नो इक्विपमेंट्स आहे ना त्यांनी व्यायाम दिलेले होते ज्याच्याने आपण आपल्या बॉडीला ट्रेन करू शकतो. तर मी तेही अ, फार अ, म्हणजे खूप चांगले होतं ज्याच्याने माझी चांगली बॉडीही मेंटेन झाली होती. तर मी तसं वापरायचो जे YouTubeला फ्री होतं. आणि वेगवेगळ्या पद्धतीची हं, बघा त्या व्यायामामध्ये अ, बर्प बर्पीज, म अ, बर्पीज म्हणून एक व्यायाम होता. त्याच्यानंतर आपला पुशअप्स होते. मग क्रंचेस होते ते अ, जे क्रंचेस म्हणजे जे आपण ॲब्स ॲब्सवरती त्यांना फोर्स करतो. त्याच्यानंतर अ, हाय किक्स होत्या.
अच्छा. हां. अच्छा. अच्छा. मग ते कोणते व्यायाम होते ते थोडक्यात सांगाल का? कोणते व्यायाम होते ते? हां. हो, समजलं. अच्छा.
मग प्लँक, प्लँक म्हणून होता तो एक व्यायाम. मग अशा सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचे व्यायाम होते त्याच्यामध्ये, जे फु आपली पूर्ण बॉडी ट्रेन करायची. फूल बॉडी वर्कआउट. मग अशा पद्धतीनं मी फ्रीचा अ, ते वापर केला. त्यानंतर YouTube YouTubeवरतीही खूप सगळे वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम होते. त्यांचाही मी वापर केला. त्यानंतर घरी आता आपल्याकडे विट विटा असतात, तर विटांना एज अ वेट मी यूज करायचो म अ, मसल ट्रेन करण्यासाठी. तर अशा वेगवेगळ्या गोष्टींचा मी वापर केला होता.
हं, हं. वाह! हं. हं, हं. हं. अरे वाह! अच्छा. मग मला सांगा, की हे तुम्ही ज्या वस्तूंचा वापर केला, आता तू म्हटलं, की तुम्ही वीटांचा पण वापर केला अ, एक्सरसाइज करायला, व्यायाम करायला. पण अ, जर का एखाद्या वेळी असं झालं, की चुकीचं कोणी काही करून घेतलं व्यायाम आणि त्यामुळे जर त्यांना जखम वगैरे व्हायची, पण मग नंतर मग रिस्क असते ना? मग अशा वेळेस जखम न व्हावी यासाठी काय असे छोटे-छोटे उपाय आहेत का काळजी घेण्यासाठी? काय लक्षात ठेवावं आपण?
हं. हं. हं. हं, हं, हं, हं. हो. बघा ना, बरेच लोकांना असं बाहेरून जखम होत नाही पण इंटरनली जखम व्हायला सुरुवात होते किंवा अंग दुखायला सुरुवात होते. बऱ्याच प्रचंड याच्यात अंग दुखतं. मग आपण ते कशा हो.
हो, ना. कारण सगळ्यांना नाही माहिती असतं ना, की व्यायाम कसा करायचा. मग त्याच्यात मग इंज्युरी व्हायचं रिस्क असतं. मग काय काळजी घ्यावी?
बरोबर. बघा, आपलं आपण जेव्हा व्यायाम करतो ना, तेव्हा आपल्या श्वासांवरतीही आपलं म्हणजे श्वास कसा घ्यायला पाहिजे व्यायाम करत असताना, हे ही खूप गरजेचं म्हणजे इम्पोर्टंट गोष्ट आहे. जर आपण आपल्या मसलला कॉन्ट्रॅक्ट करत असणार
हं. हो.
तर आपण इन्हेल केलं पाहिजेल आणि रिलीज करत असणार तर आपण एक्झेल केलं पाहिजे. तर या गोष्टी आपल्या लक्षात पाहिजेल अ, त्यानंतर आपलं जर जास्तच अंग दुखत असेल, तर आपण पहिले सगळ्यात पहिले तर स्ट्रेचिंग केली पाहिजेल. जेणेकरून आपलं मसल स्ट्रेच होणार नाही किंवा ताण खेचली जाणार नाही. मग त्याच्याने पहिले बॉडी आपली एकदम फ्री होते, गरम होते. त्याच्यामुळे ते मसल फ्री होतात आणि मग जेव्हा आपण असे मोठे, मोठे वजन उचलतो किंवा अशा पद्धतीचा व्यायाम करतो तर मग ते आपल्याला जास्त दुखापत होत नाही त्याच्याने. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेल.
अच्छा. हं, हं. बरं. हां. खूप छान. म्हणजे ह्या टिप्स जर आपण लक्षात ठेवल्या हे छोटे, छोटे गोष्टी तर आपल्याला काही दुखापात नाही होणार. काही असे म्हणजे अ, रिस्क नाही राहणार की अ, बाबा काहीतरी आपल्याला इंजुरी होईल की काहीतरी आपण अ, चुकीचं करू, ह्याबद्दल नाही का?
हम्म. नाही, नाही. बिलकुल नाही. हम्म. बरोबर आणि प्रत्येक व्यक्तीने काय केलं पाहिजेल ना? जर तिच्याकडे अशा काही गोष्टी नसतील, तर तिने निदान घरी थोड्यापासून सुरुवात केली पाहिजेल, थोडासा स्वतःला सवय लावून घ्यायची. कसं असतं बाकीचे लोकं काय करतात डायरेक्ट जिमला जातात आणि मग जिमला 2-3 दिवस जाता आणि मग ती हौस असते आणि अंग दुखायला लागलं का मग ते घरीच बसतात. मग जिमला जाण्याआधी काय करा तुम्ही पहिलेच घरापासून सुरुवात करा ना. अगदी जिमला जाऊन मग तिथे व्या वेट ट्रेन करण्यापेक्षा आपल्या स्वतःचं बॉडी वेट आपल्याला किती चांगल्या पद्धतीने तोलता येतं. कारण की काय असतं, आपण तिथे वेट ट्रेन करून घेतो. पण कधी आपल्याला आपल्या बॉडी वेटला पूल करायचं राहिलं तर ते होत नाही. मग स्वतःला आहे ना, स्वतःच्या बॉडी वेट वरतीच ट्रेन करा. पुशअप्स करा, पुलअप्स करा घरच्या घरी, क्रंचेस करा त्याच्यानंतर परदीवरती लटकून स्वतःला वरती खेचा, पूल अप्स करा. मग ह्याच्याने काय होतं आपलं वेट आपल्याला सांभाळता येतं. सगळ्यात पहिले आपण आपलं वेट तर सांभाळता आलं पाहिजेल. की कधी काही परिस्थिती आली, तर मग आपलं वजन आपल्याला एकदम अ, योग्यरीत्या सांभाळता आलं पाहिजे. आणि त्यानंतर मग आणि ते पेन जे असतं ते पेनचा जो फेज असतो अंग दुखणं ते सगळं तो ह्या घरी आपण ट्रेनिंग करतो ना तेव्हा तो निघतो. आणि त्यानंतर आपण जिमला गेलो ना, मग आपल्याला मजा यायला सुरुवात होते वेट ट्रेन करायला सुरुवात होते. तर या पद्धतीने आपण प्रकी अ, ही प्रोसेस राबवली पाहिजे.
हो ना. हां. मग हां. हो. हां, बरोबर. हो, बरोबर. हं. अच्छा. हां, हां. हां, बरोबर. अच्छा मग मला एक सांगा की कधी-कधी ना असं होतं ना, की आपल्याला भरपूर कामं असतात किंवा तब्येत थोडी आपली अ, डाऊन असते. मग अशा वेळेस जर का आपल्याला वेळ कमी असला, तरी नियमित कसं राहायचं? म्हणजे असं होतं ना, की 2-4 दिवस लोकं करतात, 10 दिवस करतात, मग त्यानंतर ना त्यांना असं वाटतं की, "अरे, जाऊ दे आता. काय आज पुन्हा उठून करायचं, कशाला करायचं?" म्हणजे मोटिवेशनच राहत नाही. तर अशा परिस्थितीत मग कसं नियमित ते व्यायाम अ, आपलं अ, सवयी एक मेंटेन करू शकतो आपण? यावर काही छोटे टिप्स द्याल का?
हं. हं. हं. हो, नक्कीच ना, म्हणजे ना प्रत्ये अ, प्रत्येक व्यक्तीला असं होतंच की जाऊदे यार. आज नाही जायचंय. आज कंटाळा येतोय. मग नंतर जाऊ कधी. मग असं करून काय होतं ना, मग आपल्यामध्ये ती सवय लागून जाते. पण आपण आहे ना, हे सगळं काम करण्याच्या पहिले एक गोल ठरवला पाहिजेल, की मला या माझं वजन मला कमी करायचं आहे किंवा मला अशी स्पेसिफिक बॉडी, बॉडी टाइप पाहिजेल अशी माझी फिगर दिसली पाहिजेल. तर त्या पद्धती म्हणजे तो एक गोल जे आपल्याला मोटिवेट करेल आणि पुढे चालण्यासाठी ना, प्रेरित करत जाईल ना, अशी गोष्ट आपल्याकडे असली पाहिजेल, आपल्या अंगी, जेणेकरून आपल्याला मग तिथपर्यंत पोहचायला ते काम करायला आहे ना, अजून प्रेरणा भेटेल, ऊर्जा भेटेल आणि आपण ते काम करू, गोल अचीव करण्यासाठी. तर असं काही गोल सेटिंग आपण केली पाहिजेल.
हो ना. हं. अच्छा. हं. अच्छा. वाह! खूप छान. मग ह्याशिवाय आणखीन काही असे अ, छोटे-छोटे टेक्निक्स तुम्ही काय करतात का?
हो, आणि काही व्यक्ती काय करता ना, की नुसतं व्यायाम करतात पण स्वतःला त्या पद्धतीने अ, त्यांचं डायटवरती लक्ष नसतं. ते प्रॉपर प्रोटीन प्रोटीन इंटेक नसतो. त्यानंतर अ, ते झोपही चांगल्या पद्धतीने घेत नाही. जर अ, तुम्ही असं बॉडी ट्रेन करताय, तर तुम्ही 8 तासाची झोप निदान घेतली पाहिजेल, जेणेकरून तुमचे जे मसल्स आहे, यांना रिपेअर होण्याला टाईम भेटतो. तुम्ही अजून फ्रेश उठतात. ती ग्रोथ हो आणि काय असतात आपण जेव्हा व्यायाम करतो, तेव्हा ते मसल तुटतात आणि जेव्हा ते रिपेअर होतात ना, तेव्हा ती मसल आपल्याला ग्रोथ झालेली दिसते, कारण की नवीन टिशू तिथं फॉर्म झालेले असतात म्हणून आपण चांगली झोप घेतली पाहिजेल, चांगलं प्रॉपर डायट फॉलो केलं पाहिजेल, जेणेकरून आपल्याला थकवा महसूस होणार नाही. तर अशा सगळ्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजेल.
हो ना. तेच विचारणार होते मी. हं. बरोबर. बरोबर. हं, हं. वाह! हां, खरंच खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलं ह्या विषयावर आणि इतकी छान-छान तुम्ही टिप्स दिलेत आणि चांगली माहिती शेअर केली. त्यासाठी तुमचं मनपूर्वक आभार आणि खूप धन्यवाद.
धन्यवाद.